हां, किंवा बरेचदा असं होतं की बरेच लोक उशीरपर्यंत झोपत आहेत. तरीपण त्यांची झोप पूर्ण होत नाही. मग अशी एक झोपेची गुणवत्ता गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करावं असं? की आता माहिती ना तुम्हाला, 12-12 तास झोपत आहेत. तरीपण झोप लागली आणि एखाद्या व्यक्ती 7 तास झोपतोय तरीपण चांगली झोप लागती म्हणजे त्याला?
हां, त्या व्यक्तीची झोप पूर्ण मग नाही म्हणत त्याला. बघा सकाळी लवकर उठलं पाहिजे. बघा, 4 तासाची झोप उत्तम मानली जाते ब्रह्मचारीसाठी. 6 तासासाठी पर्याप्त झोप म्हणली जाते. लहान पोरं असतात ना, अ, काही 5 वर्षांच्या खालची, त्यांच्यासाठी अ, 7 ते 8 तास झोप खूप असते. तर मला असं वाटतं, 6 तास झोप घेतली ना, लोकं उठतात, वॉशरूमला जातात आणि परत येऊन झोपतात. त्याच्यामुळे परत त्यांना दुसऱ्यांदा गाढ झोप लागते अन् त्यामुळे असं वाटतं की झोप कम्प्लीट झाली नाही कारण की जास्त झोप झालेली असते.
होय. हां. हां, बरोबर आहे की.
तसं एकदाच उठा अ, लवकर उठा सकाळी म्हणजे रात्री वेळेवर झोप येईल.
अ, हां, ही पण गोष्ट आहे.
उशिरपर्यंत जागणं सोडून द्या.
अ, खरं आहे, खरं आहे किंवा घरातल्यांचं तुमच्या कशा पद्धतीचं ते अ, रुटीन आहे किंवा घरातलीसुद्धा ह्याच पद्धतीने त्यांचं नियोजन आहे का किंवा काय?
अ, घरच्यांचं रूटीन वेगळं आहे. बायका लोकं ज्या आहेत, त्यांचं कसं, घरातल्या अ, लेडीज लोकं आहेत त्यांचं अ, भांडे वगैरे हां, त्यांचा सीरियल बघणं, शेवट लास्टपर्यंत भांड्या वगैरे धुणं आणि ते उठतात लवकर वेळेवर तरी त्यांना नाही उठवावं लागत.
बरोबर आहे त्यांना जरा उशीर होतो का? <chuckles> <chuckles> बरोबर आहे की. हां. बरोबर आहे की पण
आई आणि आजी दोन्ही उठतात सकाळी. माझ्या आधी उठतात 5-6 वाजता उठून जातात.

हो, नक्कीच आणि अ, म्हणतात ना खूप छान चाललंय माझं कारण की दिवसभर मोकळा असतो ना मग मी.
बरोबर आहे. बरोबर आहे की. हं.
आहे का नाही आणि आता माणूस पण ठेवलाय. तर अ, आरामात रोजचे दोन एक हजार रुपये कमवतो महिन्यात ₹60,000 झाला ना, मला काय टेन्शन आहे.
खरं आहे की. पण आता कसं आहे
माणसाला पाहिजे संपलं ते आणून देतो लगेच गाडीवर जाऊन आणि अ, सांभर पाहिजे, इडली पाहिजे, वडा पाहिजे, उपमा पाहिजे
<chuckles> मग काय. बरोबर आहे, म्हणजे तसं काहीच अडचण नाही ह्यात. पण आता कसं आहे, की आत्ता आपण ज्या पद्धतीने पाहतोय, की लोकांचा कुठेतरी मोबाईलचा वापर वाढलाय किंवा टेक्नॉलॉजीमूळे अजून काही स्क्रीन टाईम वगैरे वाढलाय. तर ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस वापरता वगैरे, तर तुमच्या झोपेवर काय परिणाम होतो का ह्या गोष्टींचा?
अ, माझ्या झोपेवर म्हणतात ना मोबाईल बिबाईल मी वापरत नाही कारण की त्याच्या झोपेवर परिणाम होतो.
हां, बरोबर आहे की म्हणजे आधीपासूनच वापरत नाही का तुम्हाला काही अशा गोष्टी जाणवल्या, की ह्या गोष्टींमुळे मला त्रास होतोय म्हणून तुम्ही स्क्रीन टाईम कमी केला?
त्रास होतोय म्हणून मी कमी केला. माझे बिंग
होय, अशी एखादी घटना की तुम्हाला काय त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे, की झोपच लागत नाही. डॉक्टरांकडे जायची गरज पडली अशी काही घटना एखादी?
नाही डॉक्टरांकडे जाण्यासारखी गरज नाही पडली मला. अ, म्ह हां, मी काय करायचो ना की अ, मला एकदम असं म्हणतात ना, की अ, झोपच येत नव्हती.
<chuckles> एवढ्या टोकाला नाही पोचली कधी. हं.
कारण की मी हे बिंग वॉचिंग करायला लागलो आणि त्यानंतर मग मी म्हटलं ना सुधारायचंय मला. लवकर झोपायचंय सगळ्या गोष्टी, तर कुठे झोप येते. अख्खी म्हणजे म्हणतात ना मी ते मोबाईल बघता-बघता 04:00 वाजेपर्यंत जागत असेल ना, बिना मोबाईल बघता मी आहे ना 06:00 वाजेपर्यंत इकडं-तिकडं लोळत बसायचो.
होय म्हणजे हां, बरोबर. खरं आहे की.

<chuckles> म्हणजे झोप मोड होत नाही का त्या गोष्टीमुळं कधी अशी?
नाही नाही उलटं चांगली गोड झोप लागते मला अशी. काय सांगू तुम्हाला अशी एवढी गोड झोप कोणाला लागत नसेल, मला लागते तेवढी. म्हणजे भूकंप आला तरी मी उठत नाही. एकदा तुम्हाला गोष्ट सांगतो. अ, खरंच आमच्या इथे भूकंप आला होता.
<chuckles> हां. होय.
हां, लहानपणी आणि अख्खं घर असं हादरायला लागलं होतं नाही का असं धडधड धड धड धड धड धड धड धड-धड आणि माझे घरातले सगळे बाहेर पाळले. माझी आई मला उठवती, "ए चल लवकर बाहेर ये कार्ट्या." मी म्हणतो, "आई 5 मिनिटं झोपू दे ना, 5 मिनिटं झोपू दे. नाही येत मी जा." म्हटली, "भूकंप येईल, पडल घर तुझ्या अंगावर." मी म्हंटलं, "पडू दे."
हं, हं, हं, हं. बरोबर आहे की. हां. <chuckles> हां. बरोबर आहे. <chuckles> म्हणजे चांगलेच तुम्ही गाढ झोप लागणारे व्यक्ती दिसत आहे. मग काहीतरी हां, तरी 6:30 नंतर म्हणजे काय? आता 6:30ला तुम्ही जर का जेवण वगैरे उरकलं, तर त्याच्यानंतर काय करता तुम्ही, की बाबा थोडं फिरून येता, शतपावली करणे वगैरे ह्या गोष्टी असतील?
हां, मला झोप खूप आवडते. मस्तपैकी अ, मस्तपैकी मी देवासमोर दिवा लावतो आणि म्हणतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशकारम. नाही का.
<chuckles> <chuckles> बरोबर आहे की मग
हां, दिवा दिवा ज्योतकार आणि असं अ, 2-3 श्लोक म्हणून मस्तपैकी देवाला नमन करतो. वाह! देवा, धन्यवाद. दिवस तर चांगला दिलाच आता स शेवट पण गोड कर आणि मग मी मस्तपैकी अ, काय म्हणतात घरात मग जातो, थोडं बघतो सीरियल बिरियल घरात बायकांच्या. आजकाल लय भारी-भारी सीरियल लागतात नाही का बाळू मामा वगैरे, त्या अ, घरातल्या लेडीज बघत असतात. मी पण बघतो मला पण आवडते ते आजकाल.
हं. <chuckles> हं, बरोबर आहे की. हां. <chuckles> <chuckles> <chuckles> खरंय, खरंय. हां. हं, हं, हं, हं, हं. पण हां.
आणि मग त्यानंतर अ, म्हणतात ना अ, 9 वाजता.